खरंय, खरंय. आणि आपण म्हणतो ना, की अ, हे जे एनालॉग पद्धती आहे, म्हणजे आपण हे रेकॉर्ड्स किंवा आपलं जे कॅसेट आहे, तर ते आपण एक अ, आपलं जे शेल्फ असतो किंवा आपलं शोकेस घरात असे एका, भिंतीच्या कडेला किंवा बाजूला कोपऱ्यात वगैरे का होईना पण ते आपण अशा लाईनशीर ठेवून देतो, जेणेकरून आणि मग कधी-कधी काय होतं बघा, की आपल्याकडे कोणती मित्रमंडळी आली, कोणी मित्र आले किंवा पाहुणे आले, तर त्यांचंही ते लक्ष जातं आणि ते पण आपल्याला विचारतात बघा, "अरे, तू पण ही गाणी ऐकतो का? तुला या प्रकारची गाणी आवडतात का?" आणि जर आपल्या मोबाईलमध्ये असेल, तेच जी प्लेलिस्ट आपण म्हणतो, तर ती कोण बघणार नाही. तर हा ही एक अ, म्हणजे तुम्हाला काय वाटतंय? हा ही एक बराच भावनिक जो बदल झालाय तो
हं. हं, हं. हं. हं. हं. हो, हो. हं, हं. हं, हं. जाता. हं. हो, हो, हो. अगदी बरोबर. अगदी बरोबर. हं, हं. हो, ते ते एक म्हणतात ना, की शौक बड़ी चीज है अ, तस त्याच्यातला भाग आहे तो. ते शौकीन लोकांचंच काम आहे, ते म्हणजे, इतर लोकांना क कचरा वाटू शकतो तो, भंगार वाटू शकतं ते. पण अ, जे शौकीन लोक आहेत तेत अ, त्याची काय त्याला जाण किंवा कदर, त्याच लोकांना असेल. जाणं असलेली माणसांनाच ते आवडेल, नाहीतर बाकीच्यांना वाटेल, "अरे, कशाला कचरा गोळा करून ठेवला हा उगीच." हं, असं ते आहे. तर त्यामुळे ज्या कॅसेट्स आहेत ते आता आतमध्ये आहेत माझ्या. अ, खूप आतमध्ये ठेवलेले आहेत, पण अ, मला, पुन्हा असं वाटलं, की खरच तुम्ही जसं म्हणताय, तसा हा जो माझा एल-ई-डी टीव्ही आहे, ह्याच्या शेजारी एक शेल्फ करावा आणि त्यासमोर एक अ, माझे 2-3 ट्रॉफी काढून, तेच ठेवावेत असं मला वाटतं. हं. हां.
हो. खरंय. अगदी खरंय. जाणंच पाहिजे. हो ना. हां? हो. बरोबर. हो ना, म्हणजे समोरचा जरी कोणी व्यक्ती आला बाहेरचा, तर त्याला त्यांनाही तुमची, एक साधारण आवडही कळेल आणि त्यांना बघूनही म्हणजे खूप त्यांच्याही जुन्या आठवणी ताज्या होऊन जातील.
हां ओके. त्यालाही वाटेल. नक्कीच. हां. आणि बघूनही आनंद होईल त्या येस, येस. नक्की, नक्की.
अगदी खरंय, अगदी खरंय. तर तुम्ही ह्या ज्या तुमच्या ज्या, जुने कॅसेट्स आहेत किंवा जसं तुम्ही विनायलच सांगितलं किंवा जे तुम्ही रेकॉर्डेड टेप्स आपण ज्याला म्हणतो, तर याबद्दल तुम्ही खरंच खूप छान अशा आठवणी सांगितल्या, जेणेकरून मलाही असं खूप छान वाटलं आणि या सर्व तुम्ही आत्ता काय तुमचे जे जुने अनुभव आहेत आणि आजकालही कसं आपण जतन करून ठेवल्या पाहिजे ह्या गोष्टी. तर याबद्दल खरंच खूप छान माहिती दिली. तर या सर्व सर्वांसाठी तुमचे खरंच खूप-खूप आभार आणि खूप-खूप धन्यवाद!

हां.
हे मला बाबांनी पहिली भेट दिलेली, मला अजूनही आठवते आणि तेव्हापासून मग ते माझं संगीताचं प्रेम किंवा कॅसेट जमा करणं. मग पुढच्या काळात मी सी-डीज वगैरे जमा केलेल्या, ते अजूनही माझ्याकडे आहे. कॅसेट्स आणि सी-डीज आहेत, काही रेकॉर्ड प्लेयर्स पण आहेत. पण रेकॉर्ड प्लेयर्स, अ, म्हणजे मी जे जेव्हा मोठा होत होतो, तेव्हा कॅसेटचाच खरं तर जमाना आला होता. आहेत 4-5 अ, रेकॉर्ड्स प्लेयर्स ठेवले, जे माझ्या आजोबांच्या काळातले खरं तर. त्यातलं एक शोलेची एक अ, डायलॉगची ती रेकॉर्ड पण आहे आणि हां, प्लेयर पण आहे. पण त्याचे मग ते काही आता अ, पार्ट्स मिळत नाही, त्यामुळे ते आहे ते बंदच आहे. पण ठेवलं आहे मी ते एक आठवण म्हणून. मी संगीतच हां.
किती छान! अच्छा. बरं. अच्छा. हो का? बरं. बरं. पण मग मला असं विचारायच आहे की जसं तुम्ही सांगितलं, की शोलेचे डायलॉग्स किंवा अजून काही तुमच्याकडे कॅसेट्स असतील. तर मग त्याच्याशी संबंधित म्हणजे असे काही तुमच्याबरोबर प्रसंग घडलाय का? किंवा अशी काही गोष्ट घडली आहे का? जी की तुमच्या अजूनही आठवणीत आहे आणि तुम्हाला सांगायलाही आवडेल, असं काही घडलंय का?
हो, हो. मी एक तर तर अ, माझा तो परिचय म्हणजे तो फर्स्ट इन्स्ट्रुमेंट आलं होतं माझ्याकडे ते. तर ते होतं टेप रेकॉर्डर. तर मग त्याबरोबर आलेल्या ज्या कॅसेट्स होत्या, त्या कॅसेटची गाणी मला अजूनही आठवतात. म्हणजे अ, मी तेव्हा हं. ती शम्मी कपूरच्या चित्रपटांची त्यातली 2-3 होती. अ, ज्वेल थीफ होतं, अ, शम्मी कपूरची तिसरी मंजिल, राजकुमार, प्रिन्स अशा चित्रपटांच्या त्या कॅसेट्स होत्या. अ, त्यानंतर अ, तीन देविया असे त्या चित्रपट म्हणजे अगदी जुने-जुने चित्रपटांचे ते होते. मग त्यातल्या तेव्हाचे जवळपासचे अ, सिनेमा होते अं, सरगम, एक दूजे के लिये, प्यार झुकता नही असे ते ते त्या काळचे अ, प्रसिद्ध चित्रपट त्यात ती गाणी अ, मला तेव्हा मी ते ऐकायचो आणि तेव्हा ते गायचो मी असं. तर अ, एकदा मी जात असताना, एक माणूस एक गाण्याच्या इथे अडखळला होता आणि त्या माणसाला मी ती, "असं नाही, असं आहे हे, हे गाणं" असं त्याला सांगितलं होतं. आणि तो आश्चर्याने माझ्याकडे बघत होता, का मी तेव्हा 5वीला असेल, 5वीला अगदी. "तर हा 5वीतला मुलगा, ते शम्मी कपूरच्या गाण्याच्याबद्दल मला कसं काय सांगू शकतो? आणि अगदी बरोबर." अन् तो एकदम आश्चर्याने बघत होता माझ्याकडे. "तुला हे गाणी माहिती कशी काय?" म्हणे. पण हा तेव्हा अ, सगळा जादू माझ्या ते बाबांनी आणून दिलेल्या टेप रेकॉर्डररचा होता आणि तेव्हापासून जी माझी अ, छंद सुरू झाला गाण्या ऐकण्याचा, तो आजतागयत आहे आणि आजतागयात माझ्याकडे कॅसेट्स आणि मी पुढे जाऊन सी-डीज त्या माझ्याकडे जमा आहेत आता खूप. त्या नाही प्ले होत, पण आहेत त्या.
बरं. हां. हो का? बरं. अच्छा. अरे वाह! हो, हो. हो. हो ना. प्रसिद्धचे चित्रपट किंवा गाणी असतील. हो. अरे वाह! अच्छा. <chuckles> <chuckles> बरं. मला सांगतोय. हो का? कॅसेट रेकॉर्डर. बरोबर. हां. वाह! किती छान!